मग असं असताना मग ते ब्रेकअप आता कधी काही झालंच नाही, आपण कधी जाऊन तिला बोललो नाही ती आपल्याला येऊन बोलली नाही. पण ते असंच की झाला बाबा ब्रेकअप झाला. आपण मनाने तयारी करून ठेवायची, की नाही ब्रेकअप झाला मग ते ब्रेकअप सॉन्ग्स मग ते दिल तुटलेले गाणे. मग हा सगळा प्रवास झाला.
<chuckles> अरे, वाह! म्हणजे ते एका प्रकारचं जसं तुम्ही म्हटले ना, की कसं सुरुवात कशी झाली आणि मग अ, त्याच्यात गा वेगवेगळे गाणे आपण कसं ऐकायचो तुम्ही सांगितलं ते वॉकमनमध्ये गाणे ऐकायचो, एफएमवरती गाणे ऐकायचो ते टेप रेकॉर्डर असायचा त्याच्यावरती, खूपच छान आणि किती वयानुसार किती वेगवेगळे गाण्याची जी शैली असते ती किती किती प्रकारे आता बदलली आहे आणि आजकालच्या गाण्यात आपल्याला ते तसे गाणे शोधणं फार कठीण वाटतं, की ते अ, तशा वेळेस "ये दूरियाँ" हे गाणं किती फेमस झालेलं तेव्हा. पण अ, आजकाल ते गाणं असं शोधणं, की भेटेलच का नाही याची पण काही खात्री नाही आहे. तर मग अशा वेळेस मला सांगा, असा कुठला क्षण तुम्हाला आठवतो का? किंवा एखादा असा खास गाणं आठवतो का तुम्हाला, जे आजही तुम्ही ऐकण्याचा तुम्ही प्रयत्न करता आणि तुमचा दृष्टिकोन जे आहे, ते पूर्णपणे त्या गाण्याने बदलून टाकलं आहे असं काही सांगणार का?
हो, नक्कीच. आतिफ असलमच. <chuckles>

हां, तर मग नक्कीच हे सगळ्या गाण्यांचा आपल्यावर प्रभाव पडतोच.
आणि हो. मग अशा ह्याच्यावरती बघा ना, जे वेगवेगळे आता साँग्स असतात, अ, साँग्सची जी प्लेलिस्ट असते जी तुमच्या फोनवरती किंवा तुमच्या लॅपटॉपवरती तुम्ही बनवली असेल. तर अ, अशा वेळेस ना आणि वेगवेगळे रेकमेंडेशन्स पण येत राहतात बघा, म्हणजे तुमच्या प्लेलिस्टमध्ये नसते ते. पण रेकमेंडेशन्समध्ये येते आणि सोशल मीडिया ह्याचा पण एक असा प्रभाव पडतो. पण तुमची प्लेलिस्ट वेगळी, तुमचे 2-3 प्लेलिस्ट असतील. तर अ, तुम्हाला वाटतंय का, की वय बदलून चव बदलली की तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन पण आपल्याला भेटते का? कुठे ना कुठेतरी ते अडथळा आणते? काय वाटतं, की जसं तुम्ही एखादं तुमची आवडती जुनी प्लेलिस्ट तुम्ही ऐकत आहात, मस्त 90s ची, 2000 चे जेव्हा गाणे आलेले तेव्हाचे आणि मग नंतर आपलं भलतच मध्ये काहीतरी रेकमेंडेशन आलंय किंवा चांगलं एखादं रेकमेंडेशन आलंय, तर मग काय वाटतंय ह्याबद्दल?
हो, नक्कीच, प्रवासात तर होतच. हो, हो.